त्याच्यानंतर अ, मग सगळंच म्हणतो ना की ब दुकान बंद करायचं स का काध कालावधी- कालावधी सुरू होतो, कार्यक्रम सुरू होतो.
म्हणजे पूर्ण दिवस गर्दीच असते
हो, पूर्ण दिवस गर्दी आणि कंटिन्युअस गरमा-गरम पुऱ्या आणि एक सो एक पुरी. मी तर आता फक्त हे 2 प्रकारच सांगितले तुम्हाला पुऱ्यांचे. त्याच्याकडे वेगवेगळ्या पुऱ्यांचे प्रकार नाही, नाही, नाही, भाजी एक नाही. त्यातही भोपळ्याची भाजी वेगळी, त्यात पण दुधी भोपळ्याची वेगळी, डांगर भोपळ्याची वेगळी, बटाट्याची वेगळी, मिक्स भाजी वेगळी आणि ह्या भाज्यांमध्ये पण तुम्हाला व्हरायटी असते, राजस्थानच्या स्टाई साइडची किंवा गुजरातच्या स्टाईलची, मारवाडी स्टाईलची. प्रत्येकाचे मसाले आणि त्याची टेस्ट. त्यामुळे ते एवढं सुरेख लागतं ना कॉम्बिनेशन की कधी जर असं खायची हौस असलीच.
हं, हं. हं, हं. अच्छा! पण भाजी एकच ना? जी भाजी असते त्यात. वॉव! हो, हो, हो, हो. क्या बात है! हं, हं. हं. वॉव! क्या बात हं. इच्छा झाली ना. नक्कीच नक्कीच.
नक्की एकदा ट्राय करा. जेव्हा कधी साउथ मुंबईला आपण कधी असं म्हणतो ना मुंबादेवीचं वगैरे दर्शन घेतलंय.
योग्य जर आलं मुंबईला, तर नक्कीच. मग आणखीन मला सांगा की असं आणखीन तुम्हाला असं खाद्य पदार्थामध्ये काय?
नक्कीच, नक्की. कुठला असे असे बरेच, बरेच स्पॉट आहेत असे.
ते चहा वगैरेचे खूप शौक असतात.
अं, चहाचा शौकीन माझा नवरा आहे. त्या त्याला नेहमी आहे ना त्याला तो नेहमी असं म्हणत असतो, तू चहा कर ना, माझ्यासाठी चहा कर. त्याला चहा दिला की त्याचं कम्पॅरिझन सुरू होतं. तुला ना खरंच चहा बनवता नाही.
हं, हं, हं. हं, हं. अच्छा. का असं?
आणि हे कधी बोलतो माहिती आहे तो? जेव्हा त्याच्या कपातला चहा संपलेला असतो.